हो, हो, हां, अच्छा, अच्छा.
हो, सोपी पद्धत आहे. तसं करायचं, एकरूप तो जीव करायचं. आणि तुम्हाला हातानी जर जमत नसेलच ना, कोणा-कोणाला काय राहतं, "अरे! मॅनिक्युअर-पेडिक्युअर आहे आमचे, हात खराब होतील" म्हणून कोणी-कोणी ते करत नाही. मग त्याच्यासाठी आहे आपला मस्त मिक्सर; मिक्सरमध्ये एकरूप करून घ्यायचा तो.
हं. हं, हं. बरं. अ, मला आठवतंय माझ्या आईला मी मदत करायचो. ते श्रीखंड आणि पुरणाचं एक अ, पात्र असायचं. त्याच्यात घालायचं आणि फिरवायचं आणि खाली त्याला जाळी असते. त्याच्यातनं ते खाली येतं. तर ती वापरतात का अजूनही अ, अ, पुरण फिरवण्यासाठी?
हं, हं. हो. हो. हो. ते भांडं आमच्या घरी तेव्हा नव्हतं, कारण आजीला ते भांड्यामध्ये केलेलं ना आवडायचंच नाही! चाळणीमध्ये फक्त आपल्या हातानेच करायचं ते. काही भांडं वगैरे हो, तसच करायची; कारण म्हणतात का, जे हाताने करतो ना त्याला चव खूप राहते असं माझ्या आजीचं मानणं होतं ते. आता नाही, आता नक्कीच ते पुरणाचे भांडं वगैरे निघालेले आहेत. आणि सगळं ते रवी वगैरे जे पण आपण सांगतो ना त्या त्याच्याने पण करतात नक्कीच; पण माझ्या आजीला तसं आवडत होतं. मग तसं करून घ्यायची आणि त्याच्या 2 तासा अगोदरच ते आपण पुरणपोळीचं कणिक भाजून मस्त मळून ठेवतो तसं ठेवायची; आणि ते पण एकदम मऊ बरं का! असं कडक वगैरे काही नाही; आपण उचलू ना तर ते रबर लागेल आप आपल्या हाताला, असं ते कणिक पाहिजे.
बरं. हो. बापरे! केवढा जोर लावायला लागेल? हां. अच्छा, अच च्छा. बरं, बरं. हं. हं. हं. ओ, हो, हो. तार निघेल अशी हां, हां.
हो, बरोबर. ती तार निघेल असंच ते कणिक पाहिजे आणि जेव्हा माझी आजी बनवायची ना; अ, ह्याच्यावरती पाटावरती तर मस्त एक पोळीचा थर ठेवायची त्याच्यामध्ये ते पुरण टाकायची बरं का आणि ते पुरण टाकून हो, गोळा नक्कीच ग गोळा ठेवायचा आणि पूर्णपणे आपले आप आपले जे हात आहे ना त्याने ते पसरून द्यायचं अगोदर गोळा, त्याच्यावरती त्या पोळीवरती.
गोळा ना असा? मध्ये ठेवायचा. हां, हां, हं. अच्छा, थापायचं म्हणजे भाकरी थापतो तसं?

नक्कीच. दहीची कढी बघा आता लोकांना जास्त ती माहिती नाही आहे. पण आमच्या अ, घरामध्ये ताकाची नसून दह्याचीच कढी बनवतो. आपले जे दही आणि ते पण अ, एकदम ओरिजिनल दही पाहिजे बरं का, घरचं बनलेलं, तरच ती छान लागते. आता बाजारामध्ये भेटते दही, खरंच मी त्या दह्यांना मी टीका नाही करत, पण जे घरच्या दहीने ती कढी बनते ना, ती खूप छान असते,.आपण बघा
हो. जिऱ्याची फोडणी देता का त्याला?
नक्कीच. जिऱ्याची फोडणी, जिरा राहते त्याच्यामध्ये, आपलं अ, लसूण आणि मिरचीचा ठेचा. आपण मस्त खलबत्त्यामध्ये ते ठेचून बनवून घ्यायचं. मिरची आणि लसूण, त्या त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाची आणि 3-4 मिरच्या, हिरव्या मिरच्या, बरं का. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं राहत ना, आपलं जिरा, ते थोडंसं आपण तव्यावरती भाजून, थोडंसं लालसर तर रंग येऊ द्यायचा आणि मस्त कुटून त्या खलबत्त्यामध्ये त्याचं थोडंसं, तर अ, पातेल्यामध्ये तेल टाकायचं, मग कडीपत्ता टाकायचा आणि हे जे पण मिश्रण आपण तयार केलेलं आहे ना, जिरा, अ, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या, असं ते त्या त्याच्यामध्ये टाकून त्याची फोडणी द्यायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपली जी दही राहते ना, ते दही आणि त्याच्यामध्ये थोडसं घट्टपणा त्याच्यामध्ये यायला, 1 वाटी जर दही घेतला आपण, अ, तर 1 चम्मचच, 1 लहान चम्मच, आपलं बेसनाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि ते एकदम असं मिश्र करून, अ, तुम्हाला जर ते आपल्याकडे बघा, रवी असतो, ते रवीने पण जर केलं ना, तरी चालतं. आणि ते नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता ते. मिक्सरमध्ये मस्त असं एक रूप करून त्याचा जीव, त्याच्यानंतर जे फोडणी आपण केलेली आहे ना, त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये टाकून, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडीशी पिंच ऑफ हल्दी. हळद टाकायची, बरं का, थोडीशीच टाकायची. आणि हो
हं. ओह! हं. हं. हां. हं. हो, हो. हो. बरं, बरं. हं. हो, हो. हां, हां. हां. हं. हं. पण हळद पहिली का शेवटी? म्हणजे त्याचा क्रम पण महत्त्वाचा आहे का? सिक्वेन्स?
आ हो. हो. हे जे पण मी सांगितलं, असंच करायचं, तरच ती दह्याची कढी छान लागते. नाहीतर ती जर, पहिले जर हळद टाकली ना, त्याची चव व्यवस्थित येत नाही, फोडणीमध्ये. कारण ते माहिती आहे ना, ते तेल वगैरे राहतं ना, त्याच्यामध्ये पहिले हळदीचा कलर पण हो. करप करपतंपण ते आणि हळदीचा कलर पण चेंज होऊन जातं, तर ती अशी लालसर अशी कढी दिसायला लागते. म्हणून आपण हे दह्याचं आणि बेसनाचं पीठ जे एकरूप केलेला जीव राहतो, ते टाकायचं. त्याच्यानंतर मीठ टाकायचं, चवीनुसार आपल्या. आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकायची. आणि हो, शेवटचं आणि खूप जरूरीचं आहे, तर त्याला फक्त एक छोटीशी उकळी आली ना, तर लगेच ग्लॅ गॅस बंद करायचा.
<laughs> बरं, बरं. हां. करपेल का? हां. हां. हां.
त्याला एकदम उकळी आणायची नाही, पकवायचं नाही, कारण त्याला त्याच्यामध्ये बेसन राहत ना. जर आपण जास्त शिजवलं ना, ते एकदम घट्ट गाठी पण होतात आणि बेसनच बनून जातं, मग ते. मग ती कढी लागणारच नाही तुम्हाला.
हम्म. गाठी होतात का? हां, गाठी-गाठी. हं. <chuckles>

हां. असं जोडून-जोडून, कळ्या-कळ्या, हां, हां.
हां. जोडून हो. एक-एक, एक-एक कली ते सांगतात ना, जोडून-जोडून एक-एक पाकळी बनवायची त्याची आणि पूर्णपणे जोडून घ्यायचा तो आणि जे उरलेले जे पीठ राहत ना, ते काढून टाकायचं. आणि हे झाल्यानंतर, त्या पोळीला, एकही दाणा आपल्या सुका कोरड्या पिठाचा लावायचा नाही. कोणी-कोणी काय करतं? लाटण्यासाठी सुखं पीठ लावून देतं. कोरडं पीठ लागतं त्याला, ते लावायचं, नाह हो. ते कारण फाटत असं म्हणतात ना, पण तसं पण करायचं नाही. माझी आजी काय करायची? मस्त तो गोळा तयार झाला, पुरणाचा आणि त्या पोळीचा, आपल्या हातावर आपण भाकरी कशी थापतो.
हां. ओके. हं. हं. हां, हां. चिकटू नये म्हणून तिथं. हं. हां. हं. हं. हा हातावर थापायची होय? अरे बापरे! हे, तर अवघड आहे. हां.
हो. हाता हो. पहिले थोडी हातावर थापून थोडी त्याला अ, त्या पोळीला मुठी करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर पोळपाटवर तिथं अ, ठेवून, आपल्या फक्त हातानी, थोडंसं तेल लावायचं आणि हातांनीच त्याला पुढं-पुढं नेत जायचं. जेणेकरून तो आकार गोल होईल. त्याला लाटणं पण लावायचं नाही.
अच्छा.
अशी मस् हो. लाटणं हो. लाटणं पण लावायचं नाही. फक्त हाताने त्याला पुढं-पुढं सरकवायचं, जेणेकरून तो मस्त गोल आकार येईल. आणि माझी आजी तुम्हाला सांगते इतकी छान पुरणपोळी ब बनवायची ना अशी, का तिच्या हातची आप मी पण एकदा ट्राय केली, पण जमेच ना मला, मला नाही येत ती पुरणपोळी, तशी बनवता. पण मग आजीच्या हातची ती पुरणपोळी, एवढीशी पण फाटत नव्हती ती. मग लगेच तो आपण अ, गॅसवरती तवा ठेवलेला असायचा ना? तो फुल स ह्याच्यामध्ये फ्लोमध्ये तो तवा लावायचा, फुल फ्लेममध्ये आणि त्याच्यावरती पोळी टाकायची पुरणाची. मस्त भाजायची आणि त्याच्यावरती आपलं ते तूप. गावरान तूप, आहाहा! आणि त्याच्या त्या पुर गावरान तूप आणि त्याच्यावरतून आपल्या खोबऱ्याचा किस, तो पण एक मस्त होता. त्याच्याने पण पुरणपोळी खूप छान लागते!
अरे बापरे! <chuckles> ही वेगळीच पद्धत आहे. अच्छा. अच्छा. हां, हां. बरं. हं. हं. बरं. <chuckles>